कोणताही कलाकार म्हटलं, की प्रेक्षकाची पोचपावती म्हणजे त्याची टाळी किंवा दिलखुलास दाद ही त्याच्यासाठी खूप, खूप, खूप महत्वाची असते. मग अशा एखाद्या प्रेक्षकाकडनं तुम्हाला कधी अशी प्रतिक्रिया किंवा अशी दाद मिळाली आहे का हो?
हो, मिळाली आहे आणि ती खूप महत्वाची आहे. तुम्ही म्हणालात, तशी एक पोचपावती किंवा ती एक एका प्रकारचं सर्टिफिकेट असतं किंवा एक, एक रिसिप्ट असते, की हो आम्हाला समजलं किंवा आमच्यापर्यंत पोहोचलं तू जे काही बोललास ते. त्यामुळे ते महत्वाचं तर नक्कीच असतं मी
काय सांगाल? अरे व अगदीच. काय होता तो क्षण म्हणजे काय प्रतिक्रिया पहिल्यांदाच मिळाली होती? तर तुम्ही पहिल्यांदा काम करत होतात आणि त्याच्यानंतर ते आले, काय होतं जरा सांगाल का आम्हाला?
खूप वर्षानंतर ती प्रतिक्रिया यायला सुरू झाली. ॲक्चुअली अ, मी Youtubeवरती असे बोलायचे, काही व्हिडिओज बनवतो म्हणजे मानसिक स्वास्थ्यावर म्हणा किंवा मानसिक आरोग्य म्हणा किंवा एक आकर्षणाचा सिद्धांत जो, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. तर त्या सगळ्या गोष्टी मी शिकवतो. तर त्याचे व्हिडिओज बनवता-बनवता सुरुवातीला, म्हणजे ऑल्मोस्ट मी म्हणीन 10 वर्ष काहीच फीडबॅक यायचा नाही लोकांचा. कॉमेंट्स यायच्या, की "अरे वाह! कळलं. अरे, वाह! आवडलं." पण त्याला काही आपण फार कन्सिडर करत नाही ना, की लोकांनी असं लिहिलं आहे. गूड लिहितात, काही जण अंगठे दाखवतात तेवढंच. पण
अच्छा. बरोबर. अच्छा. अरे वाह! अरे वाह! हां, हां, हां. बरोबर. बरोबर. हां, हां.
गेल्या वर्षापासून मला असं वाटतं, या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षापासून मला अचानक Whatsappवर काही लोकांनी संपर्क करून हे सांगायला सुरु केलं. कारण माझा नंबर थोडासा पब्लिक आहे तो सापडतो इझिली. तर मग लोकांनी मला Instagramवरही आणि Whatsappवरही हे सांगायला सुरू केलं, की "मी तुझे अनेक व्हिडिओज आधीपासून पाहत आहे आणि ते खूप आवडत आहेत." तर मला असं वाटलं, बरं बाबा इतक्या वर्षांची मेहनत कुठेतरी कामाला आली.
अच्छा. वाह! बरोबर. म्हणजे आपण जे काम करत होतो इतक्या वर्ष, ते कुठेतरी कोणापर्यंत तरी पोहोचतं आहे. आणि त्याच्याविषयी एक प्रतिक्रिया आली, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? म्हणजे पहिली रिॲक्शन्स काय झाली?
पहिली रिॲक्शन माझी होती हूश! की म्हणजे करत राहायला पाहिजे. म्हणजे तो एक आत्मविश्वास वाढला. म्हणजे असं
<chuckles> "गंगेत घोडं न्हायिलं एकदाचं." <laughs>
हो. म्हणजे असं नाही की आत्मविश्वास नव्हता त्या गोष्टीचा. पण असं वाटतं, की "अरे आपण नुसती ती गाडी चालवतच राहतोय. पण काही उप कुठं पोहचतच नाही आहे ती गाडी." असं काहीतरी एक फीलिंग होती. एक इनकंप्लीट असल्याची, अपूर्णतेची भावना होती. पण
बरोब हां. बरोबर. बरोबर. अगदी बरोबर.
असंही नाही परत की आपण लोकांच्याच प्रतिक्रियेची वाट बघत नेहमी प्रत्येक व्हिडिओ बनवतो. पण कुठे ना कुठेतरी एक सायकल कंप्लीट होणं पण महत्वाचं असतं. असं मला वाटतं. आणि जर आपण प्रामाणिकपणे करतोय एखादं काम मनापासून आणि प्रेम ओतून एवढी एनर्जी ओतून करतोय. तर कुठे ना कुठेतरी त्याचा उपयोग होतोय का नाही, हे समजलं त्या दिवशी म्हणून मला खरं-खरं हूश! असं वाटलं.
बरोबर. अगदीच बरोबर. वॉव! पण मग असं कधी झालंय का हो की अशी काही प्रतिक्रिया आली का की जिने तुम्हाला म्हणतात ना आपण की नेक्स्ट स्टेपसाठी इव्होक केलं? म्हणजे पुढचे पायरीवर जा आता ह्याच्यापेक्षा, अजून छान बनवा किंवा ह्याच्यापेक्षा काही वेगळं बनवा असं काही म्हणजे जी दिशा असते होती एक ती तुम्हाला मिळाली आणि त्या दिशेने तुम्ही सुरुवात केली त्या प्रतिक्रियेनंतर? असं काही झालं का आणि कधी झालं हे?
अगदी. लॉकडाउन नंतर शॉर्ट व्हिडिओज आले, आपल्या भारतात आणि अ, मला लोकं हे सांगायला लागली म्हणजे आधी तर मी 20 मिनिटाचे किंवा मिनिटांचे असे आडवे लँडस्केपमधले व्हिडिओज YouTubeवरती बनवायचो आणि अ, कधी-कधी मला आठवतंय 1 व्हिडिओ तर 40 मिनिटाचा वगैरे होता. असा एकटाच बोलत बसलाय असा, तर त्यानंतर मला लॉकडाउन नंतर लोकांनी हे सांगायला सुरु केलं. आणि मला आठवतंय क्लिअरली सर्वात पहिला व्यक्ती, ज्यांनी हे लिहिलं होतं. तो म्हणाला होता की अ, तेव्हा अर्थात 1 किंवा 2 मिनिटाचे शॉर्ट व्हिडिओज, शॉर्ट व्हिडिओज म्हणून धरले जायचे. तर अ, त्यांनी लिहिलं होतं की "तू जर शॉर्ट व्हिडिओज बनवलेस ना तर तुझी पोच जास्त चांगली होईल, चांगली रीच मिळेल तुला आणि चांगले व्ह्यूज मिळतील." तर हे मला इतकं आवडलं त्याचं टेक्निकल एक सजेशन होतं आणि मी म्हणालो, की "अरे, वाह! थँक यू." मी म्हणालो त्याला आणि त्यानंतर मी शॉर्ट व्हिडिओजचला जास्त भर दिला. आणि मग ते आता म्हणजे पोहचतायेत लोकांपर्यंत असं वाटत आहे.
हो, हो. बरोबर. हो. बापरे! हां. बरोबर. अगदी, हो. बरोबर. हां, हां. पण मग आता आता असं काही झालं का? की आता शॉर्ट व्हिडिओस, म्हणजे एवढं फॅड आहे, की शॉर्ट व्हिडिओ पूर्ण न होता सुद्धा बऱ्याच वेळा स्क्रोल अप केला जातो. किंवा स्क्रोल डाउन केला जातो. तर ह्या वेळेस तुमचं जे काही व्हिडिओस आहेत, शॉर्ट व्हिडिओस येतात, तर त्याच्यावर प्र कत असं म्हणतो ना की एखादी नकारात्मक, नेगेटिव्ह किंवा एकदम अशी हार्श रिस्पॉन्स वगैरे आलाय का?
हो, हो. अनेक वेळा आलाय. म्हणजे मला आठवतंय एक अ, ॲप आहे एक डेटिंग ॲप आहे. जे अ, म्हणजे ठराविक अ, कम्युनिटीचं वगैरे आहे. तर ते बॅन जर झालं किंवा
अच्छा. बरोबर. ओके.
त्या ॲप ने आपल्याला बॅन केलं तर आपण अनबॅन कसे होऊ शकतो? यावरती मी एक
ओके. अच्छा.
आधी मोठा व्हिडिओ बनवला होता आणि या वर्षी, या वर्षीचं एक सेटिंग त्यांनी बदललंय स्पेसिफिकली ह्या यिअरचं असं मेन्शन करून. तर त्यावर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला 3 मिनिटांच्या आतला. तर त्यावरती, अर्थात आपण आता 3 मिनिटात सगळंच तर नाही बोलू शकत. सगळे सेटिंग्स नाही एक्सप्लेन करू शकत. तर म्हणून मी थोडक्यात सांगितलं की एक ही, ही जुजबी अ, मेथड आहे जे वापरून तुम्ही नक्कीच अ, अनबॅन होऊ शकता. तर त्यावरती ज्यांचं ते झालं नाही काम व्यवस्थित किंवा ज्यांना करता आलं नाही स्वतःला अनबॅन. त्यांनी अगदी म्हणजे तरुण आहेत, काही तर शिव्या वगैरे पण दिल्या की हे काही काम नाही करते, अंकल काही पण बोलतायत वगैरे. <chuckles>
ओके. अच्छा! बरोबर. हां, हां. बरोबर. बरं. अरे बापरे! अच्छा! म्हणजे ते एक नेगेटिव्हली तुम्हाला हे आलयं.
हो, एक म्हणजे न
पण मग हां. हां, बोला.
हां, नेगेटिव्ह प्रतिक्रिया बरीच आली. कारण अ, त्यांच्यापर्यंत कदाचित तो संदेश व्यवस्थित नाही पोहचला किंवा त्यांना सगळ्या सेटिंग्ज मी न दाखवल्यामुळे त्यांना समजलंच नाही नक्की काय करायचं?
बरं. मग त्यांना तुम्ही रिप्लाय केलत का? म्हणजे बाबा तुमचं असं-असं जे म्हणणं आहे ते माझं असं नसून असं आहे किंवा हे मला ह्याच्यामागे अभिप्रेत आहे असा काही त्यांना प्रतिसाद दिलात की तुम्ही शांत बसून राहिलात की ठीक आहे बाबा अ, लाखो करोडो लोकं बघतात त्यातले हे काही आहेत त्याच्यामुळे, सोडून द्या, तर हे असं होतचं. कारण ट्रोल केलं जातं त्यातला काही तुम्ही करू शकत
हो.
पण तिथे रिस्पॉन्स दिलात का? म्हणजे त्यांना रिस्पॉन्ड केलत का? त्यावेळेला, का सोडून दिलत?
सोडून दिलं. म्हणजे नकारात्मक जर एखादी कॉमेंट असेल एखादा जर कोणी अभिप्राय दिलाय, पण तो वाईट शब्दात जर दिला असेल किंवा मला दुखावण्याच्या हेतूने बोललं असेल कोणी, ते एक आपल्याला लगेच कळून येतं नाही का? तर मग मी तशा लोकांना कधीच रिप्लाय देत नाही. पण मी शिकतो त्यातनं नक्की, की जर एखाद्याने काहीतरी लिहिलं आहे तर 2-3 गोष्टी शिकायला मिळतात की या जगात कशा प्रकारची लोकं आहेत? ते काय-काय लिहू शकतात? आणि एका गोष्टीला 10 वेगळ्या, पद्धतीने कसं इंटरप्रेट केलं जाऊ शकतं? त्यामुळे मी नेगेटिव्ह फीडबॅक जर आला तर फक्त वाचतो काहीच रिप्लाय करत नाही. तेच जर त्यांनी चांगल्या शब्दात लिहिलं असतं किंवा जरी कन्फ्युज झालाय आणि थोडा चिडलाय अशा रागावलेल्या शब्दात जरी लिहिलं असतं ना, तर कदाचित मी रिप्लाय केला असता त्यांना.
हं, हं. बरोबर. बरं. अगदी. बरोबर. अगदी. बरोबर. हं. बरोबर. अगदीचं. म्हणजे वाईट भाषा किंवा अ, आपण म्हणू ना, चुकीच्या शब्दांचं जे काही सिलेक्शन आहे. ते बऱ्याच वेळेला कारणीभूत ठरतं की त्या अशा प्रतिक्रियांवर लोकं रिस्पॉन्ड करायला किंवा अभिप्राय द्यायला का कचरतात किंवा अगदीच इग्नोर करतात जसं तुम्ही केलं. पण मग असं काही होतं का हो काही वेळेला की तेव्हा तर तुम्ही काही रिस्पॉन्स दिला नाही पण मनात कुठेतरी ते आतमध्ये असं लागून राहतं. डोक्यात ते चालू राहतं. मग त्यावेळेस काय करता तुम्ही? म्हणजे त्या प्रक्रियेव त्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्यांच्यावर तुमच्या मनावर झालेला परिणाम आणि त्याच्याशी तुम्ही कसं झगडता?
हं जिथं मी बदल करू शकत असेन, तिथं नक्कीच बदल करतो. आता एक दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर अं, एकाच अश्याच वेगळ्या ॲपमधून स्कॅमर लोकं जे असतात ते आपल्याला बाहेरून फोन करून म्हणतात की अ, आपण मैत्री करायची का? मला तुझ्याबरोबर रिलेशनशिप पाहिजे. आणि मग मी भारताला येईन. तुझ्याकडे येईन आपण एकत्र राहू वगैरे असे स्कॅम्स होतात. आणि अचानक आपल्याला एअरपोर्टमधून फोन येतो वगैरे की पैसे पाठवा हे तुमचे आलेत मित्र वगैरे. तर ह्या स्कॅम पासून कसा वाचायचं? असा मी एक व्हिडिओ बनवला होता. आणि त्यात शेवटी लिहिलं होतं की तुम्ही ह्या स्कॅमर्सच्या मागे का लागता? माझ्या मागे लागा ना त्या ऐवजी. अशी एक शेवटची थोडीशी अ, कॉमेडी ओळ मी त्यात टाकली होती. तर खूप जणांना तो आवडला व्हिडिओ तो माझा सर्वात व्हायरल गेलेला व्हिडिओ आहे आजपर्यंत. पण, त्याच्यात काही लोकांनी म्हणजे बऱ्याच <chuckles> लहान मुलांनी किंवा तरुणांनी असं मी म्हणेन लिहिलंय, की "नाही, पण तू टकला आहेस, नाही पण तू बुड्ढा आहेस, नाही पण तू अंकल आहेस." असं सुरुवातीला म्हणजे हा पहिला माझा व्हायरल गेलेला व्हिडिओ होता बरं का. आणि पहिल्यांदा असे कॉमेंट्स आले टकला, बुड्ढा, अंकल वगैरे तर
बरोबर. हं, हं. हो. बरोबर. अच्छा. आ. बरोबर. अरे बापरे! <chuckles> अच्छा. अरे वाह! अरे बापरे! बरोबर. बापरे! म्हणजे खूपच जिव्हारी लागणारे शब्द वापरलेत त्यांनी.
हो आणि ह्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण बदलू नाही शकत. म्हणजे वय तर थांबवू नाही शकत. ठीक आहे केसांचं मी ट्रान्सप्लांट केलंय पण ठीक आहे आता शॉर्टच आहेत ते काही फार लांब नाहीये तरुणपणी होते तसे. तर ह्या इररिवर
बिलकुल नाही. अगदी. बरं. आणि ते एक वयानुसार ते होतं. ते काय प्रत्येकाचंच होतं.
हो प्रत्येकाचंच होतं पण हे तरुण मुलांना समजत नाही ना की हे पुढं गेलेले जे आहेत आयुष्यात त्यांना दुःख, दुःख होऊ शकतं एखादं असं वाचून.
बरोब मग ह्याच्यावर ओव्हरकम कसं केलं?
तर एकतर दुःख झालं आणि मग त्या दुःखातच मी थोडे दिवस काढले आणि वाईट वाटू दिलं स्वतःला. मी म्हणालो, की "नाही वाईट वाटतंय, तर ठीक आहे, त्यावरती स्टडी करूया थोडासा." थोडंसं हे समजून घेऊयात, की म्हणजे हे दुःख ओव्हरकम करण्याआधी, हे समजणं गरजेचं होतं ना, की हे चेंज नाही होऊ शकत.
हं. आई बरोबर. नक नक्की दुःख कशाचं झालं? हे समजणं गरजेचं आहे.
नक्कीच, म्हणजे हे इरिव्हर्सिबल आहेत, ह्या 3 गोष्टी, की मी आता अंकलच राहणार आहे, उलटं ग्रँड अंकल होईन लवकरचं. <chuckles> तर मग, दुःख करत घेण्यापेक्षा, त्यातून मी काय शिकू शकतो? आणि त्याची कशी मजा घेऊ शकतो आता? हे मी पाहण्याचा प्रयत्न केला.
बरोबर, हां. <chuckles> अगदीच. अगदी. अरे वाह! म्हणजे सोशल मीडिया ही आपल्या आयुष्यामध्ये खूप अ, इम्पॉर्टन्ट रोल अ, करत असते. असं मी म्हणेल, की रोल तो आपला जो आहे, ते सर्व्ह करते, आणि जेव्हा, अशा प्रकारचे नेगेटिव्ह किंवा जेव्हा अशा प्रकारचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्ड येतात, की जिथे आपल्याला उद्युक्त करतात, तेव्हा ते खूप छान असतं. पण असं काही झालंय का हो, की कधी तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली. जसं तुम्ही मगाशी म्हणाला होतात की एक ॲप बंद होणार होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही तेव्हा हे केलेलेत रिस्पॉन्ड केलत आणि तुम्हाला प्रतिक्रिया आल्या. पण हा तर खूप जुना व्हिडिओ असेल तुमचा, पण त्याच व्हिडिओला अजून कोणीतरी धरून ठेवलंय आणि आता तुम्हाला कधीतरी असं डीरेक्टली ट्रोल करणं पुन्हा सुरू झालंय वगैरे. असं वाटलं का तुम्हाला कधी?
हो, हो झालंय ना. माझा एक अ, 2018 मध्ये मी एका हॉटेलमध्ये जाऊन अं, तुम्हाला हे गाणं माहिती असेल कदाचित, "ये कौनसा मोड है उम्र का?" <chuckles> त्याच्यावर एक हो. बाथरोब घालून मी एक थोडासा कॉमेडी व्हिडिओ केला होता. जो म्हणजे 2018 मध्ये इतका व्हायरल गेला होता. 30,000 लाइक्स वगैरे आले होते त्यावर. तर तेव्हाचे ते खूप लाईक्स होते. तर तो व्हिडिओ अजूनही मला लोकं Instagram डीएममध्ये पाठवतात आणि म्हणतात, "हा तूच आहेस ना, हा तूच आहेस ना." <chuckles>
अच्छा. हां. बरोबर, हां. हम आपके है कौन? अच्छा. बापरे! हं, हं, हं. अरे बापरे! <chuckles>
आणि चिडवतात, म्हणजे
म्हणजे, त्यांना व्हेरिफाय करायचं असतं की तुम्हीच आहात का? आणि त्यांना नंतर त्याच्यातून सुद्धा एक काही विकृत आनंद, माझ्या मते, त्यांना मिळत असतो आणि म्हणून ते असं वागत असावेत. असं मला वाटतं. पण मग अशा लोकांसाठी, आपण जेव्हा म्हणतो ना, की खूप तळमळतेने, आत्मीयतेने
हो. अगदीच.
व्हिडिओज बनवतो की जेणेकरून तुमच्या त्यांच्या आयुष्याला एक चांगली अ, चांगलं वळण मिळावं, चांगली सोबत मिळावी म्हणून, मग तेव्हा कुठे असा नेगेटिव्ह विचार येत नाही का? की ह्यांच्यासाठी खरंच हे गरजेचं आहे? का मी जे करतोय, की खरंच ह्यांना गरज आहे?
नाही. कारण मी हे शिकलोय सोशल मीडियामधून तरी, की प्रत्येकाचा प्रेक्षक हा ठरलेला आहे. आणि प्रत्येकाला नक्कीच प्रेक्षक आहे. त्यामुळे जर आपण आपल्या ऑडियन्सकडे फोकस केला आणि आपण जे काम करतोय ते सातत्याने आणि प्रेमाने करत राहिलो, प्रामाणिकपणे. तर जरी 500 च्या ऐवजी 50 लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि आपलं कौतुक केलं किंवा ते शिकले काही आणि त्या 50 पैकी जरी, 5 जण थोडेसे बदलले आयुष्यात, तरी त्यात मी यशस्वी झालो असं मी समजेन.
हं, हं. बरोबर. वाह! बरोबर. हं, हं. अरे वाह! सुंदर, खरंच खूप छान. पण ह्या सर्वामध्ये मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. कध कधी-कधी तुमचं स्वतःचं. अशी तुम्हाला भीती नाही वाटली का?
नाही, नाही, कधीच नाही. कारण एका पोझिशनला किंवा एका वयाच्या फेजमध्ये आता मी आलोय. आणि त्या त्या एज एंड स्टेजमधून मी हे सगळं काम करतोय. त्यामुळे आत्मविश्वास आहे स्वतःवर.
हं, हं. वाह! अतिशय सुंदर आणि समर्पक उत्तर मला लाभलेली आहेत. आणि मला खरोखर खूप छान वाटलं, की प्रेक्षकांची प्रतिक्रिया तुमच्या कामावर कशी परिणाम करते आहे. हे तुम्ही जेव्हा स उलगडलेत त्याचे एक-एक कांगोरे, एक-एक म्हणतो ना, की पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह रिस्पॉन्स आणि त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया. हे जे काही आहे ते खरोखर शिकण्याजोगं आहे आणि मी एकच म्हणेन की ज्या कोणाला अशा अ, प्रतिक्रिया येतात, की जिथे खच्चीकरण होतं. तिथे मनाची बांधणी आणि मानसिक आरोग्य एवढं बळकट ठेवा, की या सर्वांवर ओ ओ ओव्हरकम होता येईल. खूप छान वाटलं मला तुमच्या तुमच्या बरोबर या विषयावर बोलताना. नक्कीच यापुढेही आपण असेच भेटू आणि गप्पा मारू. खूप-खूप धन्यवाद!
धन्यवाद! मलाही खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून.